अच्छा, ओके.
हो आणि मग एक वेळ काय झालं की आमच्या इथे ना की काही जे लेडीज स्टाफ होता म्हणजे 1-2 जणं, त्यांना जरा जास्तच सॉफ्ट कॉर्नर मिळायचा आणि उरलेले जे होते ना, त्यांना जरा अ, टफ असायचं म्हणजे तुम्हाला नाही का, समजा मला एखादी फाईल बनवायला सांगितली आहे आणि माझ्यासोबतच अ, माझ्या दुसऱ्या अ, कलीग्जला पण फाईल बनवायचे आहेत, तर मग अशावेळी काय होणार की बघा अ, फाईल लिहिताना मिस्टेक व्हायला नाही पाहिजेत, कारण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात, पण तरीही झाल्याच, कारण होतातच. आपण कितीही इरेज करायचा प्रयत्न केला तरी मिस्टेक हे होतातच. मग अ, मग काय व्हायचं ना की अ, मी फाईल बनवली, तर अ, माझ्या फाईलमध्ये जर समजा एकूण 100 एक पेजेस असतील फाईलचे त्यात जर का 5-6 चुका निघणं साहजिकच आहेत आणि तेवढं होतातच आणि त्या गव्हर्नमेंट डाकूनेम डाक्युमेंटनुसार आपण ग्राह्य ही करतो ना की ठीक आहे, एवढ्या चुका ठीक आहेत आणि माझ्यापेक्षा जर समोरच्या व्यक्तीच्या याच्यात जास्त चुका आहेत, तरी पण त्यांना सॉफ्ट कॉर्नर आहे. "हां, ठीक आहे माणूस चुकतच असतो, असं काही नसतंय" हां, आणि मी माझी फाईलमध्ये 3-4 चुका झाल्या तर "हे असं चुकलंच का? अ, तुम्ही लक्ष देत नाही का कामावरती? मॅडम जरा लक्ष देत जावा ना" हो.
हं. हां. अच्छा. हं, हं, हं, हं. हं. हं. हो, ना. बरोबर. हो. अगदी खरंय. हं. हां. हं. अरे बापरे! हं. अरे देवा! हं म्हणजे भेदभाव करत होते ती लोकं तर, काही जणांना चांगली वागणूक आणि काही जणांना कमी अ, हे करायचे. अच्छा. हं, मग काय झालं?
नक्कीच नक्कीच हो आणि मग यातून काय व्हायचं ना, आपण हे किती दिवस सहन करू शकतो? 1 दिवस, 2 दिवस, एक महिना, दोन महिना अ, एक सीमा संपली की मग आपण आपण काय म्हणतो की ही नोकरीही नको आणि ही कामंही नको आणि त्या कामाचा पगारही
हो ना? बरं बरं. <chuckles> हो. अगदी खरंय. <laughs> बरोबर. अगदी खरंय. हं.
असंच होतं. पण ही भावना आल्यानंतर आपण काय करतो? आहे ह्या घटनेला तर आपण अ, जवाब तर विचारलाच पाहिजे ना? हे असं का होतंय म्हणून? मग भलेही नंतर आपण तो जॉब का सोडून देईना होय ना, काहीही हरकत नाही. पण एकदा प्रश्न विचारायचा.
हो. हं. <chuckles> हो ना बरोबर. हं. मग तुम्ही विचारलत का समोरच्या सरांना की "असं का झा का करताय? किंवा काय नक्की चालू काय आहे वगैरे?"
मग काय झालं, की मी हो. नक्कीच. मी त्यांना ना सुरवातीला थोडं ॲग्रेसिव्ह भाषेमध्ये विचारलं, म्हणजे कसं की अ, हे काय? कारण त्याच्यासाठी पण पार्श्वभूमी होती ना, मी फाईलच घेऊन गेली होती, त्यातच माझ्या चुका निघाल्या आणि बोलता-बोलता अ, माझ्या याचा बांध सुटला आणि मग मी सरांना जरा ॲग्रेसिवली बोलले की "सर अ, हे जे तुम्ही काही पार्शलिटी करताय, जो भेदभाव करताय अ, तुम्हाला असं वाटतं का की तो तुम्ही जो करताय, तो आमच्या कुणाच्या लक्षात येत नाही आहे म्हणून?"
हं. अच्छा. हं. हं.